हां, हां, हां.
ती, जी काही लोनली फीलिंग आहे ना, ती त्या ऑनलाईन स्ट्रीमिंगमध्ये वगैरे ती बऱ्याच वेळेला झा म्हणजे, आपल्याला अशी बघायला मिळते. भलेही मी एनहायपनचा तुमचा कॉन्सर्ट असू दे आता झालेला हल्ली. तो भलेही तू, ते कुठेतरी 2 कडे होत होता आणि म्हणजे टाईम आपला टाईम झोन पण वेगळा होता. पण घरातून आम्ही बघत होतो. आनंद होता, की आपल्याला लाईव्ह बघायला मिळतोय, पण दुःख हे होतं की तिथला जो काही क्राउड होता तो आय थिंक नाही माझ्या मते लाखोच्या वर क्राउड होता तिथे. अँन्ड आपण तिथे आपण तिथे नव्हतो जाऊ शकत. <chuckles> पण मग आपण म्हणतो ना, दुधाची अ, तहान, ताकावर. त्यातला प्रकार होता. आणि मग तो ऑनलाईन का होई ना, आपल्याला बघायला मिळतोय. ह्याचं एक समाधान आहे की आपण थोडं काही मिस नाही केलं. पण जो अ, आपण म्हणतो ना जो खरा जो त्याला स्पर्श होऊन पण येतो एखाद्या गोष्टीला तो जो काही प्रकार आहे ना
हां. हो. हो, बरोबर. हो, हो, हो. हां. अरे, बापरे! हो. <chuckles> हां. <chuckles> हो, बरोबर. हो, हो, हो. हां बरोबर हो. हां, हां.
तो इथे मिस होतो मग, ऑनलाईनमध्ये.
अगदी बरोबर, अगदी बरोबर, खूप छान! मग अ, मला सांगा इतरांसाठी, श्रोत्यांसाठी, तुम्ही अशा काही बाबी लक्षात घेऊन, अशा काही अ, सल्ले किंवा उपाय सांगाल त्यांना? जेणेकरून त्यांना असं लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव घेता येईल किंवा मग उत्सुक होतील ते त्याच्यासाठी?
हो. बघा तुम्हाला जर, लाईव्ह कॉन्सर्ट चा जर, अनुभव घ्यायचा असेल, तर पहिला तुमच्या कम्फर्ट मधून तुम्ही बाहेर या. कारण तुम्ही म्हणाल, की मला आरामात बसून बघायचंय किंवा मला अगदीच अ, एवढ्या-तेवढ्याच वेळात जायचंय घरामधून हे करायचंय, तर सॉरी ते होणार नाही. तुम्ही पहिलं म्हणजे हे जे काही आहे ना, की मला बसून बघायचंय किंवा मला माझा कम्फर्ट सोडायला या सोडा बाहेर थोडासा. कारण जेव्हा तुम्ही कम्फर्ट सोडता, त्याच्यानंतर तुम्हाला जे त्याचा काही अविष्कार होतो ना, गाण्याचा, तो प्रचंड म अ, माझ्या मते ताकदवार आहे द्यायला. एक अनुभूती द्यायला. कारण तुम्ही एखादं बंधन ठेवलत, की नाही, नाही मग 2च तास थांबणार आहे आणि 2 तासानंतर निघून जाणार आहे. नाही निघू शकत तुम्ही, तुम्ही तिथे अडकता मस्तपैकी. आणि आत्ता ते म्हणून स्वतःला बंधनं न घालता तिथे तुम्ही जर मी म्हणेन की जाल
हां, हां. अगदी बरोबर. हो. हो, हो, हो. हो. हां, हां, हां. बरोबर. हो, हो, हो, हो. बरोबर. हां. <chuckles>

अरे वाह!
आम्ही एक्चुअल कोयंबतूरला गेलो होतो आणि कोयंबतूरमध्ये कॉन्सर्ट होता तो. आणि तेव्हा आहे ना, आम्ही आम्ही असेच म सगळेच ग्रुप होता आणि आता वाटलं, यार बोर करते यार. परत, ते गाणं लावलं तिने आणि तिने लता मंगेशकरांच्या, ल लग जा गले वाले आहे ना ती, ती, धून लागलेली पूर्ण. आणि आम्हीपण ना मस्त असे झुलायला लागलेलो. असे आपण म्हणतो ना, असे वेव्ह करतो. तशा प्रकारे आम्ही वेव्ह करतोय. आता ही ते गाणं गाईल आणि तिने मध्येच सुरु केलं. ऊ आंटावा मावा ऊ आंटावा मावा म्हणजे, आम्हाला अगदी म्हणजे असं धक्का! ह्या! ये क्या असा असा शॉक लागला. असं शॉक लागल्यावर कशी रिएक्शन असते माणसाची. पहिला धक्का बसल्यानंतर ये अंगात एकदम शॉक द दणाणला सगळा. तसे आम्ही ये आणि काय नाचलोय आम्ही त्याच्यानंतर, बापरे!
हां, हां. हां, हां, हां. अरे बापरे! अरे वाह! हो. हां. <chuckles> <chuckles> मध्ये काहीच झालं. हो, बरोबर. <chuckles> अरे बापरे!
खूप धमाल, खूप धमाल, म्हणजे, तेव्हा म्हणजे मला असं, जा की हे जाणवलं ना की बाबा की काय होऊ शकतं, की गाण्याचा फक्त सूर-ताल बदलल्याने आपल्या बॉडीवर काय असा परिणाम झाला की 440चा व्होल्ट लागल्यासारखे आपण शेक केलं आणि नंतर वेड्यासारखे नाचलो. खूप छान होतं म्हणजे मजा होती त्या ह्याच्यामध्ये. आणि तसाच ना एक 5 वर्षापूर्वीचा पण एक अनुभव आहे. 5 नाही जवळ-जवळ आता झाले असतील, त्याला अ, 8 8-9 वर्ष झाले असतील. अ, अजय अतुलजींचा कार्यक्रम मी मराठी ज जेव्हा सैराट येऊन गेला होता जस्ट झिंग, झिंग, झिंगाट माय गॉड!
हो. <giggles> हो. बरोबर. अरे वाह! खूप छान. हां, हां, हां. हो, हो, हो. हां, <laughs> झिंगाट.
त्या गाण्याला 3-4 वेळेला वन्स मोर आणि तरीही लोकं आम्ही ऐकायला तयार नाही वन्स मोर, वन्स मोर, ते म्हणतात शेवटी ते म्हणाले आता मी किती कडवी गाऊ? प्रत्येक वेळेला 2-2 झाले गाऊन कडवं <chuckles>
हो <giggles> हो बरोबर. बर. खूप छान! खूप छान अनुभव होते खरंच तुमचे हां, खरंच! तर अ, मला एक सांगा, की अनुभव वेगळ्या वाटण्यामागे जास्त काय कारण असतात बरं? म्हणजे बघा ना, आवाज, स्टे अ, स्टेज प्रेझेंटेशन असतं बघा, गर्दीची एनर्जी असती, की इतर असं एखाद खास कारण काही?
खूप, खूप अनुभव मजा येते तेव्हा. बरोबर.

<chuckles> मजा येते. म्हणजे आपण ना, नॉर्मली गाणी ऐकतो ते कशी ऐकतो? टीव्हीवर ऐकतो किंवा आपण आता ॲप्स आहेत, Spotify वगैरे त्याच्यावर ऐकतो किंवा अगदीच काही नाही तर आपण लॅपटॉपला लावलेत किंवा कॉम्प्युटरवर गाणी चालू आहेत किंवा अगदीच काही नाही तर गाडीमध्ये एफएमवर वगैरे लागली तर. अदरवाईज तुम्ही असं काही स्पेसिफिकली गाणं ब ऐकायला बसत नाही. पण जेव्हा कॉन्सर्टला जाता तेव्हा तुम्ही बाकी काहीही करत नसता आणि संपूर्ण फोकस तुमचा फक्त त्या स्टेजवर गाणाऱ्या व्यक्तीशी आणि संपूर्ण बॉडी रिथम आहे ना, तिकडे जे काही उपस्थित लोक आहेत, त्यांच्या बरोबर तुमचं झालेलं असतं.
हो. हां. बरोबर. हां. <chuckles> हो, बरोबर. हो. हो. <chuckles> अगदी बरोबर.
मग ती वेव्हच वेगळी असते असं वाटतं ना, की आपण पाण्यात आहोत आणि ते पाणी जसं हलतंय तसे आपण हलतोय, तसं तरंगतोय त्या पाण्यामध्ये, असा एक्सपिरियन्स येतो.
हो. <chuckles> हां. <chuckles> हो, अरे वाह! खूप छान. खूप छान सांगितलं तुम्ही, खरंच, तुमचा अनुभवही खूप छान होता. पण मला एक सांगा, तुम्हाला मग लाईव्ह कॉन्सर्ट सो म्हणजे कोणासोबत जायला आवडतं बरं? म्हणजे फॅमिली सोबत किंवा मित्र-मैत्रिणी?
ग्रुप माझ्या माझ्या फ्रेंड्सचा ग्रुप आहे आमचा आणि आम्ही सगळेच्या सगळे कट्टर मी म्हणेल ना, की म्युझिक दिवाने. आहोत. की संगीत दिवानी. आणि आम्ही शोधत असतो. कारण बऱ्याच वेळेला ना, आपल्याला मुंबईमध्ये असे मी मुंबईमध्ये राहतो आम्ही. तर हे कॉन्सर्ट आम्हाला नाही बघायला मिळत, बऱ्याच कारणांमुळे, सुरक्षिततेच्या कारणामुळे म्हणा किंवा जागेच्या कारणांमुळे. मग आम्हाला ना शोधावे लागतात असे. मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं, की कोयंबतूरवाला जो कॉन्सर्ट होता, तो तर लिटरली आम्ही असा प्लॅन करून गेलो होतो, की बाबा हा. तिकडे जातोय कोयंबतूरला, तर आपल्याला हा हा पण घ्यायचाच आहे. हां करायचाच आहे, हां कॉन्सर्ट. असं करून गेलो होतो आम्ही.
अरे बापरे! हां, हां, हां. हां, हां. अरे! हां, हां, हां. हो, हो. अरे बापरे! हां. <chuckles> हो, अरे वाह! खूप छान! म्हणजे एक म्हणायला गेलं, की आपलं जे फ्रेंड्स सर्कल असतं, मित्र-मैत्रिणीसोबत सगळ्यात जास्त एन्जॉय होतं, म्हणायला हरकत नाही?
हो, खूप खूप एन्जॉय होतो आणि नुसताच कॉन्सर्ट असा प्रकार नाहीये, पण जे पण काही गाण्याचे कार्यक्रम एकंदरीत असतात तर ते आम्हा सगळ्यांना आवडतात. ऑफकोर्स माझ्या फॅमिलीला पण आवडतात. माझी फॅमिलीपण त्यात सपोर्टिव्ह असते. पण आपण म्हणतो ना, की जर फॅमिली असली बरोबर, का एक रिस्पॉन्सिबिलिटी असते.
हो. हो. अरे वाह! अरे वाह! हो, बरोबर.
आणि एक जाणीव असते, की नाही बाबा आपल्या माणसांना पहिला आपण सेफ ठेवलं पाहिजे, आपण नीट राहायला पाहिजे. कारण एवढ्या गर्दीमध्ये आपण घेऊन जातोय.
हां, हो. अगदीच, अगदीच.
मग त्यापेक्षा जेव्हा आपण फ्रेंड्स बरोबर असतो, तिथे जो-तो ज्याचा-त्याचा रिस्पॉन्सिबल आहे. कोणावर लक्ष ठेवायचं नाही. तर लक्ष फक्त ज्याच्यावर ठेवायचं, त्याचं गाणं ऐकायला आलोय आणि ते ती एक मजा न्यारी असते. ती एक नशा न्यारी असते.
बरोबर. <chuckles> हो.